म्हणजे जेव्हा तशा वस्तू होतात ना आणि आपल्याला म्हणजे मी कॉल तर अटेंड नाही करत असं अ, म्हणजे असं मला माहिती आहे ना, की कोण माझे मित्र-मैत्रीण मला व्हिडिओ कॉल करणार? किंवा यावेळेस कॉल करणार. तर जेव्हापासून ही माझ्या मैत्रिणीसोबत स्कॅमची घटना घडली ना, तेव्हापासून मी जरा सतर्क राहते. आणि अ, जर का कोणी असा मेसेज पाठवला, की "हां, मी तुझा हा-हा मित्र बोलतोय आणि तू असं-असं कर, कशी आहेस, काय आहे? आणि" तर ते एक स्क्रिप्टेड कन्व्हर्सेशन वाटतं मला. आणि मला माहिती आहे ना, की तो माझा मित्र माझ्यासोबत कुठल्या टोनमध्ये कशा अ, तऱ्हेने चॅटिंग करतोय. आणि त्याचा टोन इथे नाहीये. कारण हा एक फेक अकाउंट आहे त्याच्या हो, त्याच्याच चेहरा घेऊन बनवलेला. तर त्यावेळेस मग मी <chuckles> माझ्या दुसऱ्या फोन दुसऱ्या माझे 2 मोबाईल आहेत. तर दुसऱ्या मोबाईलने मी त्याला पटकन कॉल लावला आणि त्याला विचारलं, "तू असे-असे मेसेज पाठवले का?" तो म्हणाला, "नाही." मग मी त्याला विचारलं, की "तुझं अकाउंट हॅक झालंय मला असं वाटतंय. तुझ्या Facebookवरून मला ना असे मेसेज येत आहेत. तर तू जरा बघून घे." मग खरोखरच त्याला ते स्वतःचंच अकाउंट एक्सेस नाही करायला येत होतं.
हां, हां. हं, हं. हो, हो. हो. <chuckles> हो. हं, हं. <chuckles> हं, हं. अरे बापरे!
तर असा इश्यू झाला होता एकदा.
हो. हो. नक्कीच म्हणजे अशा गोष्टी तर काय हॅकर्स किंवा ते स्कॅमर्स असतात ते त्यांच्याकडे खूप काही वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे काय म्हणतात ते येत असतात. ते वेज ते काही ना काही शोधतातच. जसं तुम्ही ते असं ट्रू-कॉलर वगैरे युज केलंय, ते कॉल्स जसं फ्लॅग करण्यासाठी, अशा काही इतर जे मे मेजर्स आहेत जे तुम्ही घेतलात, की. किंवा अशा टिप्स तुम्ही देऊ शकता का? की आपण जी एक साधारण व्यक्ती जो आहे तो घेऊ शकेल. त्याला स्कॅम होण्याची किंवा मेसेज जेव्हा येतील अनोळखी तेव्हा वापरण्याची.
हो. हो ना. म्हणजे मी तर अ, खास करून सगळ्या मुलींना सांगेन, की जरा तुम्ही सतर्क रहा की

तर खूप भरपूर रँडम मुलां आणि नको ते वस्तू आधी ते सांगतात, तुमची प्रशंसा भरपूर करतात, की असे मेसेज पाठवणार की तू किती सुंदर आहे आणि तुझे केस किती छान आहेत, तुझे डोळे मस्त आहेत, तू मला खूप आवडते आणि नंतरच जास्तच जरा त्यांचं लवकर असं लव्ह बॉम्बिंगसारखं आपण म्हणतो ना, तसं होतं. मग त्यानेच आपण जरा सतर्क राहायचं, की जो व्यक्ती आपल्याला ओळखत नाही, कधी आपल्याला भेटला नाहीये, तो आपली इतकी प्रशंसा कशाला करतोय म्हणजे काय हवं काय आहे, त्याचा मोटिव्ह काय आहे, ते आपण ध्यानात घ्यायचं. आणि असल्या व्यक्तीला ना जरा सतर्क राहून एकतर तुम्ही ब्लॉक करून टाका सरळ-सरळ किंवा तुम्ही तुमच्या आई-बाबांना वगैरे सांगा जर तुमचं वय लहान असेल तर.
हो. <chuckles> हां. हां, अगदी बरोबर. नक्कीच, नक्कीच.
तर ही एक गोष्ट अ, तुम्ही केअरफुल राहिली पाहिजे, थोडं सतर्क राहायला पाहिजे आणि काय जर का कोणी तुम्हाला अशा धमकी देत असेल, की आम्ही तुमचे फोटोज वापरून त्याला एआयने आम्ही काहीतरी असं त्याला मॉडिफाय करून तुमचं वेडेवाकडे व्हिडिओज बनवू. तर अशा व्यक्तींवर तुम्ही मग अ, कारवाई केली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या घरच्यांना कुटुंबियांना सांगा ह्याबद्दल आणि सायबर क्राईम सेलला यांचं अकाउंट रिपोर्ट करा, म्हणजे मग ते जे जरुरी कारवाई आहे ते ॲक्शन घेणार.
हां. हं. हो, हो. नक्कीच, नक्कीच. तर अ, मला एक सांगा की जेव्हा बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा एक अ, कोणतीही नवीन वेबसाईट बघतो, जी नक्कीच फ्रॉड वगैरे नसते. जी चांगली असते, बट काय होतं की तिथं आपण नंबर देतो, इमेल्स देतो आपले तिथं काय होतं. त्याच्यानंतर ते जे आहेत ते नंबर्स, इमेल्स ते पोहचतात त्या स्कॅमर्सकडे. तर त्या काही अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता का की ज्यणेक करून आपण जे कोणते कुठं आपला नंबर देतो, कुठे आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो तिथं आपण थोडेसे मेजर्स कसे कसे घेऊ शकतो?
हं. हो ना.

हो, हो. नक्कीच, नक्कीच. म्हणजे या तर गोष्टी आहेतच. तर तुमच्या अशा कुटुंबियांसोबत कधी काही असं झालंय का? जसं ते तुमच्या मैत्रिणीसोबत जसं झालं होतं ते स्कॅमचं, लिंकचं. तसं काही तुमच्या कुटुंबियांसोबत झालंय?
हो. म्हणजे अ, माझ्या मावशीच्या मुलासोबत असं झालं होतं की त्याला ना, व्हिडिओ गेम खेळायचा खूप अ, वेड होता. तर व्हिडिओ गेम खेळत-खेळत काय आहे की मुलं चॅटिंग पण करतात ना, तर तोही करायचा असं आणि 10-12 लोकांबरोबर त्याची चॅटिंग चालू होती तिथे व्हिडिओ गेममध्ये अ, म्हणजे अनोळखी लोक. त्याला नाही माहिती की ते कोण आहे, कुठल्या देशात आहे, भारतात आहे, नाहीये, की यूएस, यूकेला कुठे. त्याची चॅटिंग चालू होती आणि मग त्यातल्या एका माणसाने ना, मग त्याला असं काय-काय वस्तू सांगितली आणि मग त्याला एक नंबर पाठवला की तू ह्या नंबरवर कॉल कर आणि माझी मैत्रीण आहे, तिला पण तुझ्याशी बोलायचंय असं-असं. तर अ, काय आहे ना, की तो 16-17 वर्षाचा यंग मुलगा होता. तर अ, त्याला असं वाटलं, "अरे वाह! म्हणजे नवीन मुलगी माझी फ्रेंड बनणार आणि ती पण फॉरेनर, तर मग मी करतो." तर त्याने त्याच्या आई-बाबांनी त्याला मोबाईल तर दिलाच होता. तर त्याने मग तिथून तिला कॉल केला आणि मग तिने तो कॉल कट करून त्याला व्हिडिओ कॉल केला.
हां. हं. अरे बापरे! हं, हं. अरे बापरे! हो, नक्कीच, नक्कीच. <chuckles> हो. हं, हं. हां.
मग व्हिडिओ कॉल केला आणि मग एकदा-दोनदा त्यांचं बोलणं झालं मग ए अ, तिसऱ्यांदा की चौथ्यांदा जेव्हा तिने सांगितलं की आता तू मला व्हिडिओ कॉल कर, तर त्याने व्हिडिओ कॉल केला तिला आणि नंतर मग तिने ना, काहीतरी असं विचित्र काय-काय वस्तू ती बोलायला लागली. अ, आणि तो अचानक घाबरला आणि मग नंतर तिने त्याला धमक्या द्यायला सुरुवात केली. की आता ना, मी तुझं दोनदा, तीनदा आपलं जे काही बोलणं झालंय, इतक्यांदा, तर ते मी आता मी देईन पोलिसांना आणि मी सांगीन की तू मला व्हिडिओ कॉलवर हॅरॅस करतोय आणि तुझी तर व्हिडिओ कॉल्स माझ्याकडे आहे प्रूफ की तू माझ्याबरोबर चॅटिंग करतोय. आणि त्याने काहीतरी त्याचा चेहरा घेऊन फेक व्हिडिओस पण बनवले होते त्याचे आणि तिचे.
हां. हां, हां. अरे बापरे! अरे बापरे! ओह! अच्छा.
आणि मग ते त्याला ब्लॅकमेल करायला लागले की तू आम्हाला एवढे-एवढे पैसे ट्रान्सफर कर आता आणि आज इतके कर, उद्या इतके कर. तर पहिल्यांदा त्याने केले पण, पण दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा जास्तच मोठी रक्कम मागितली, मग त्याने रडत-रडत स्वतःच्या आई-बाबांना सांगितलं. मग नंतर त्यांनी सायबर क्राईम सेलला जाऊन काय ते कार्यवाही केली. तर अशाही घटना घडतात आणि लोकांनी थोडं सतर्क राहायला हवं अशापासून.
हं, हं. हं. हो, हो. नक्कीच. हो, ते तर आहे, कारण ते जर आता तो तर खैर यंग होता म्हणून की त्या गोष्टीमध्ये अडकला तु. पण बऱ्याचदा काय होतं की आपले जे वडील मंडळी आहेत, आजी-आजोबा आहेत त्यांना पण आता आजकाल मोबाईल वगैरे दिलेत आपण तर त्यांच्याशी तुम्ही कसं एक प्रिकॉशन घेऊ शकता की जेव्हा त्यांना अनोळखी मेसेज येतात, तर त्यांना कसं काही सांगू शकता की काही टिप्स त्याच्याबद्दल?